अ, हे दो दोन्ही आहेत. आता मी तुम्हाला जी काही उदाहरण दिली यापूर्वी, ती थोडीशी अशी होती, की अं, काय त्याला म्हणूयात अ, अ, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ह्या स्वरूपातले सगळे ह्या स्वरूपातली होती, पण कधी-कधी ए हेच अप्रत्यक्ष आहे ना फायदेशीर पण असतं. अ, उदाहरणार्थ असं, की आमचे आता मित्र आहेत अ, खास करून आमच्या ज्या मैत्रिणी आहेत त्या लग्न करून आमच्या शहराच्या बाहेर गेले आहेत. अ, कोणी अ, मुंबईला, कोणी पुण्याला, कोणी दिल्लीला, कोणी अशा-अशा ठिकाणी ते लग्न करून गेलेत. आणि सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम हे आजची टेक्नॉलॉजी करती आहे. अ, ऑनलाईन जे काही अ, आमचे संभाषण होतं अ, हे आम्हाला अ, हे एक वरदान पण आहे आमच्यासाठी. का आम्ही प्रत्यक्ष अ, नेहमी भेटू शकत नाही. अ, वर्षानुवर्षे आम्ही भेटत नाही. पण आम्ही अ, फोनवर संपर्क करतो, कॉन्फरन्स कॉल असतं, कॉन्फरन्स व्हिडिओ कॉल असतो, जेणे आम्ही एकमेकांना ब बघू शकतो. आम्ही एकमेकांचे परिवार बघू शकतो, एकमेकांचे मुलांशी बोलू शकतो. अ, असं सगळं आम्ही, बघू शकतो. प्रत्यक्ष भेटणं तसं खूप अशक्य किंवा खूप खर्चिक काम आहे, खूप वेळखाऊ काम आहे तर मग हे ऑनलाईनचं हे एक वरदान सुद्धा आहे असं मला वाटतं. तीच गोष्ट आपल्या परिवारांच्या बाबतीत पण आहे, की जर तो मुलगा विदेशातच आहे तर अ, त्याला असा विजा घेऊन अ, पुन्हा येणं पुन्हा जाणं तिकडे असं विदेशात एवढं अ, शक्य नसतं त्यावेळी मग हे वरदान ठरतं आपल्याला मला असं वाटतं.
हो, हो. अप्रत्यक्ष. हो, अच्छा. हो, हो, अगदी. अच्छा, हो. अरे बाप रे! अं. <chuckles> अगदी, अगदी, खरं आहे. <chuckles> हो. अगदी, अगदी, हो. अरे वाह! <chuckles> हो. नाही, नाही. अगदी योग्य. हो, हो, हो. <chuckles> नसतं, नसतं. अगदी, अगदी. हो, हो. नाही, नाही. खरंच खूप सुंदररित्या तुम्ही सांगितलं, की खरंच अ, कसं असतं ना ज्यावेळेस अ, समजा अशा आपल्या नात्यावर कुठेतरी ऑनलाईन संभाषणाचा नक्कीच कुठे ना कुठेतरी सकारात्मक प्रभाव किंवा मग कधी-कधी नकारात्मक प्रभाव हे आपल्याला दिसूनच येतं. परंतु तुम्ही अगदी काही सकारात्मक बाजू अ, ऑनलाईन संभाषणाच्या सांगितल्या खरंच ते ऐकून मला फार छान वाटलं. तर मला असं विचारायच आहे, की आता कसं असतंय पहा, की आपले काही मित्रांसोबत किंवा नातेवाईकांसोबत भांडण होते, काहींसोबत आपले गैरसमज होते तर मग अशा वेळेस आपल्याला कोणता संवाद म्हणा किंवा संभाषण म्हणा हे फायद्याचं ठरतं बरं ऑनलाईन का प्रत्यक्ष? हे जर मला सांगाल तर नक्कीच ऐकायला चांगलं वाटेल.